हो, हो, हो. खूपच म्हणजे त्यावेळेला मला खूपच आनंद झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी माणसांशी अ, जे आहे ना, जे म्हणजे कसं असतं ना, आता म माणसं माणसंपण मोबाईलमध्ये असतात ना, प्रत्येक जण. आणि घरातली माणूस पण माणसाशी बोलत नाही जवळच्या व्यक्तीशी किंवा कधी-कधी इथं दिवाळीच्या शुभेच्छा पण शेजारी सोफ्यावरच बसलेला असतो, पण WhatsAppवरती पाठवतो. तर असंदेखील होतं. तर मग ते संवाद कुठेतरी थांबलेला असतो. तर तो संवाद मला वाटतं निश्चितपणे माझा सुधारला, कारण का मी अं, म्हणजे मुळातच जास्त न बोलणारं व्यक्ती असल्यामुळं, की बोलत नव्हतं आणि त्यात आणखीन मोबाईलमुळे आणखीनच ते कमी झालं होतं. तर मग थोडे गैरसमज वगैरे होतात किंवा मग आपल्यालाही एकटं वाटायला लागतं. तर मग ते कुठेतरी थांबलं. त्यानंतर अ, काय झालं ना, की एकदम माझं मन शांत झालं. जी चलबिचलपणा होता तो शांत झाला. आणि मित्र वगैरेंना मग भेटणं बोलणं आणि मग ते एक मज्जा वगैरे ते सगळं सुरू झालं आणि मग मी त्या दिवसापासून ठरवलं, की आपण आठवड्यातून एकदा तरी हा प्रयोग करायचा आणि मी दर त्या दिवसापासून जवळजवळ 5 वर्ष झाली या गोष्टीला, की नेहमी मी शक्यतो रविवारी हा प्रयोग मी करत असतो.
हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अरे वाह, वाह! खूपच छान आणि सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या हो, हे करायला. कारण बघा, मोबाईलचं हे की व्यसना टाइप आहे न एखादं पटकन एखादं गोष्ट सोडायची, की आंगलट खूप येतं नाही का आणि पुन्हा, पुन्हा हात तिकडे वळतो. तर अशा वेळी तुम्ही काय केलं, म्हणजे स्वतःवर संयम कसा ठेवला? आणि तुम्हाला.
हां, हां, हां. बरोबर आहे. हो, हो, हो. हं, सगळ्यात मला जी अडचण आली ना, तर ती ही आली की WhatsApp मेसेजेस. तर आता सध्या काय झालं ना, की WhatsApp मेसेजेस म्हणजे एक अ, म्हणतो ना, की पहिले माणूस काय करतो ना, एकमेकांना संवाद साधण्यासाठी WhatsApp मेसेज करतो. आता कोण फोन, एवढं करत नाही. तर WhatsApp मेसेज आपण करतो. तर मग आपले बरेचशे ग्रुप्स असतात ना, की ज्याच्यामध्ये आई-वडील वगैरे असतात किंवा मित्रपरिवार असतात आणि मग ते आपल्याला मेसेज वगैरे पाठवत असतात किंवा ग्रुपमध्ये काही काही. तर मग ते माझं बघणंच बंद झालं कारण नोटिफिकेशन येत नव्हते आणि नोटिफिकेशन येत नव्हते, तर मग मी बघत नव्हतो. तर मग कुठेतरी मला, ते जेव्हा काही रेफरन्स द्यायचे भेटल्यावरती वगैरे. तर ते कळतच नव्हतं की हे कोणत्या व्हिडिओबद्दल बोलतो आहे किंवा ते व्हिडिओतला एखादा डायलॉग म म्हणायचे. तर मग ते हसायचे बाकीचे. पण मग मला विचारावं लागायचं. अरे हे काय असतं रे? <chuckles> मग एक दिवशी ते वैतागले. तिथं म्हणले, तुला काय माहिती असतं की नाही? म्हणलं अरे, नाही मी सध्या मोबाईल बघत नाही आहे मग तिथं मला ते थोडंफार व्हिडिओ बघून मग थोडंसं जरा ते यायचं. पण मी तिथंच बघायचो. म्हणजे मी तरी पण घरी येऊन बघत नव्हतो. पण मग असं थोडंसं अडचणी आल्या. पण नंतर, नंतर अ
हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं.

अ, मला वाटतं की काही-काही लोकांना इतकं अ, मोबाईलचं हे लागलेलं असतं ना की त्यांना लगेच या गोष्टी करता येणं बऱ्याच लोकांना शक्य नाही आहे. तर मग तुम्ही छोटे-छोटे प्रयोग करू शकता, की जसं की आता एक एक कितीतरी भरपूर सारे ॲप्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही ना एक टाइमर लावू शकता, की तुम्ही एक एक फॉरेस्ट म्हणून ॲप आहे. त्याच्यामध्ये एक झाड लागतं. तुम्ही जर ठराविक वेळेसाठी मोबाइल नाही बघितला 1 झाड लागतं. म्हणजे ते व्हर्चुअलीच असतं म्हणा, पण ते झाड लागतं. मग आपल्याला 1 रिवॉर्ड मिळाल्यासारखं वाटतं. ते झाडं ग्रो होतं. मग तसं तुम्ही ते वापरू शकता किंवा आता अ, डिजिटल वेल बिंग म्हणून आपल्या अँन्ड्रॉइड फोनमध्येच 1 सेटिंग आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रत्येक मोबाईल ॲपसाठी टायमर वापरू शकता. त्याच्यामध्ये तुमचं सगळं दिसतं, की तुम्ही हे ॲप किती दिवस वापरताय आणि प्रत्येक दिवसाचं दिसतं की ओव्हरऑल मोबाईल किती वेळ वापरताय 1 दिवसामध्ये. त्याच्यानंतर पार्टिक्युलर ॲप किती वापरते. मग तुम्हाला त्याच्यातून तुमचा पॅटर्न समजू शकतो की बाबा हां, मी Instagram इतके दिवस इतका वेळ वापरतो, YouTube इतकं वापरतो. मग स्वतःला आपण विचारलं पाहिजे की मी Instagramवरती नेमकं करतो काय? किंवा YouTubeवरती मी नेमकं करतो काय? आणि मग जर तुम्हाला असं वाटलं, की अरे, नाही तर मी जरा जास्तच वेळ देतो आणि तर मी काही करत पण नाहीये. मला काही मिळत पण नाही आहे आणि माझी प्रगती होत नाही आहे. कारण प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगळा आहे. तर मग जर तुम्हाला त्याच्यातून आनंद नसेल, तुम्ही जर त्याच्यामध्ये नाही म्हणतात ना, की काय? की अं
हं, हं, हं. जसे की? हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. वेगळं आहे.
निरर्थक जर तुम्ही ते बघत असाल, तर ते निश्चितपणे मला वाटतं कमी केलं पाहिजे. तर त्याला तुम्ही टाईम बाउंड लावून ठेवा की 1 तासापेक्षा जास्त मी बघणार नाही. तर काय होत नाही 1 तासाने तो टायमर जो आहे, तो बंद पडतो आणि तुमचं ते ॲप जे आहे ते अ, तिथं तुम्हाला ओपनच करता येत नाही. असं करता येऊ शकतं आणखीनही भरपूर सारे अ, ॲप्स आहेत की जसं Mindful म्हणजे अ, ॲपचं नाव नाही मला आठवतंय नेमकं, ते मी सुरुवातीच्या काळात वापरलं. त्याच्यामध्ये काय होतं की ते मोबाईल ओपन करतांनाच तुम्हाला विचारतं की, "व्हॉट इज युवर पर्पज?" <chuckles> म्हणजे तुम्हाला मोबाईल का ओपन करायच आहे आणि मग त्याचं उत्तर टाइप करून द्यावं लागायचं. आणि मग
हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो. हं, हं. अच्छा. <chuckles> <chuckles> अच्छा, मग त्यात काय असे अल्गोरिदम सेट आहे का जर तुम्ही उत्तर हे केलं, की टाइप केलं की स्क्रॉलिंगसाठी मग ते काय ओपन नाही करणार वगैरे असं काय?
हं, हं, हं. नाही, असं नाही आहे. पण मग आपल्या मनाला कळतं ना की आपण स्क्रॉलिंगसाठी मग आपल्यालाच आपली लाज वाटते. तर मग आपण नाही ओपन करत किंवा मग ते ॲपला पण पार्टिक्युलर लावता येतं की, "व्हॉट इज युवर पर्पज टू ओपन धिस ॲप." मग आपण ते तर काहीतरी उत्तर द्यावं लागतं ना. मग आपण जगाला फसवू शकतो. पण स्वतःला तर उत्तर देतो ना हं, मग ते आपल्याला कुठेतरी 1 चेक देत ना? अ हां आणि मग आपण ते शेवटी हळू-हळू आपल्या मनाला अन् ते त्यात पण असं पण एक असतं, की ते ओपन टच केलं की ते ओपन नाही होत. टच केल्यानंतर 5 सेकंद 10 सेकंदांनी हळू, हळू-हळू असं गोल एक असं सर्कल येतो आणि मग ते अगदी सुरुवातीला तर असं आपल्याला वाटतं की 1 मिनिट लागतो की ॲप ओपन व्हायला. पण मग ते हळू म्हणजे लगेच ओपन होत नाही. रिवॉर्ड इन्स्टंट मिळत नाही. तर मग आपण ते सारखं ओपन करणं बंद करतो. तर असं अ, भरपूर गोष्टी आहेत.
स्क्रॉलिंग करतोय. अच्छा! हां, हां, हां, हां, बरोबर. हं, हं, हं. बरोबर. स्वतःला नाही, हां, अगदी बरोबर म्हणजे स्वतःला जिंकावं लागतं. हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं.